तर बघा ना, आजकाल माणसाचं आयुष्य इतकं दगदगीचं झालंय, की माणसाला कुठे ना कुठेतरी असं वाटतं, की आपलं नाही का मन खूपच अस्वस्थ होतंय. तर अ, अशी तुमची एखादी गोष्ट तुम्ही सुचवू शकाल, जेणेकरून माणसाचं मन शांत होण्यासाठी खरंच खूप उपयोग होईल? आणि ती गोष्ट आपण कधी करावी? म्हणजे सकाळी का दिवसभरात कधी? काय वाटतं तुम्हाला?
हं. <chuckles> नक्कीच ना, नक्कीच. पहा आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, आपल्याला सर्व काही गोष्टी मिळत आहेत. सर्व काही सुख-सुविधा मिळत आहेत. पण मनशांती किंवा जी मानसिक शांती ना, हे कुठेतरी खरंच अ, मिळत नाही आहे. तर मला वाटतं नक्कीच अ, कुठेतरी आजकालचा जो माणूस आहे, तो कुठेतरी मनशांती शोधत आहे. तर मला वाटतंय, त्या मनशांतीला शोधण्याची काहीच गरज नाही. कारण माझ्या अनुभवानुसार आणि मी ज्या गोष्टी करतो त्याच्यानुसार, ती आपल्यामध्येच आहे. मला वाटतं फक्त तिला आपण कुठेतरी जागृत करावे लागते. तर नक्कीच अ, मी देखील कुठेतरी जी माझे मनशांती आहे किंवा जी माझ्या मनाला मिळणारी शांती आहे, तिला कुठेतरी जागृत करतो. तर मग मी त्यासाठी असे छोटे-छोटे उपाय करतो की जसं की योग
नक्कीच. एखादा छान उदाहरण द्याल का तुम्ही?
हां, हां, नक्कीच नक्कीच. अ, मला <chuckles> तुम्हाला सांगायला आवडेल, की मी योगा, मेडिटेशन, ध्यान किंवा मग पुस्तकं वाचणे किंवा एखाद्या चांगले संगीताचा आनंद घेणे. तर मला वाटतंय ह्या साऱ्या गोष्टी मी कुठेतरी माझं मन आहे, ते शांत करण्यासाठी करतो आणि मला वाटतंय याच्यातून मला बराच सारा असा फायदा मिळतो. बऱ्याच साऱ्या गोष्टी अ, ज्या काही माझ्या मनामध्ये विचार आहेत नकारात्मक किंवा म्हणतात ना अतिविचार त्याला कुठेतरी अ, स्टॉप मिळतो. आणि नक्कीच मला वाटतं त्यामुळे जी मला शांती आहे, ती कुठेतरी अनुभवायला मिळते. तर नक्कीच मी योगासन, मेडिटेशन अ, जे श्वासाचे आ योगा म्हणा, तो कुठेतरी करतो आणि त्यातून मला नक्कीच कुठे ना कुठेतरी मनशांती मिळते. हे सांगायला मला नक्कीच तुम्हाला आवडते आवडेल.
नक्कीच. नक्कीच. तर तुम्ही उदाहरणं दिलीत त्यातला एक उदाहरण घेऊन तुम्ही असं बोलू शकता का? की जर योगाचच आपण उदाहरण घेतलं, तर तुम्ही योगा कधी करता? म्हणजे सकाळी उठल्यावर करता का दिवसात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करता? कधी करता तुम्ही योगा?
हां. शक्यतो <chuckles> पहा. अ, योगा करण्यासाठी मला वाटतं, की आपण अ, करू शकतो. अ, मला वाटतं योगा आपण अ, 2 टाईम करू शकतो. तर एकतर सकाळी करू शकतो किंवा मग सायंकाळी करू शकतो. तर मला वाटतं शक्यतो सकाळी केलेला योगाच कुठेतरी आपल्यासाठी चांगला असतो आणि मला वाटतं त्या या जो सकाळची म्हणतात ना, की आजूबाजूला जी सकारात्मक एनर्जी असते, ती कुठेतरी आपल्याला अनुभवायला मिळते. मला वाटतं ज्यावेळेस आपण हा योगा सकाळी एका चांगल्या ऑक्सिजन मध्ये म्हणा किंवा ते अ, जी हवा आहे स्वच्छ त्या हवेमध्ये केला, तर खरंच त्या हवेमध्ये एक सकारात्मकता असते. मला वाटतं मग योगा करताना ज्यावेळेस आपण श्वासासारखे अ, श्वसनाचे योगा करतो, ज्यावेळेस आपण श्वास मधात घेतो, श्वास थांबतो, त्यानंतर श्वास सोडतो. तर मला वाटतंय, ह्यामध्ये कुठेतरी जी आपली हवा आहे ना, हे कुठेतरी जर आपल्या मनात शुद्धतेने गेली. तर मला वाटतंय नक्कीच, कुठेतरी जी आपल्या मनामधली नकारात्मकता आहे हे कुठेतरी अ, तिला फ्रेश करण्याचं काम करेल. आणि नक्कीच कुठेतरी आपल्याला नाका वाटे पुन्हा आपण जर श्वास सोडला, तर ती नकारात्मकता नाका वाटे बाहेर येईल. तर निश्चितच मला वाटतंय, की जी सकाळची वेळ आहे, ही योगासाठी सर्वोत्तम आहे आणि अ, मी म्हणेन अ, मनाला शांत करण्यासाठी देखील, जी सकाळची वेळ आहे ना, ती खरंच खूप सुंदर आहे. तर मला वाटतंय शक्यतो जर आपल्याला मनशांतीसाठी
नक्कीच. नक्कीच. नक्कीच. खूपच उत्तम. सकाळीच करावा नाही का योगा? तर तुम्हाला सकाळीच योगा करायची सवय आहे, असं मला दिसून येतंय. तर आता ही सवय तुम्हाला कधी लागली? तुम्हाला किती वर्ष झाली, सकाळी उठून योगा करतांना वगैरे?
हो. अ, <chuckles> मला वाटतंय, की ही सवय मला अ, 2020 पासून लागली. ज्यावेळेस कोरोना आला होता नं, त्यावेळेस कसं झालं होत पहा की सगळ्यांचे जे मनस्थित्या होत्या हां, नक्कीच अन् मला वाटतंय, की जी मनशांती सर्वांना पाहिजे होती. कारण त्यावेळेस कसं झालं होत की सगळ्यांचे जे अ, विचार होते ना हे कुठेतरी वाढले होते अ, घरामध्ये राहून आणि मला वाटतंय की त्यामुळे जे आपल्याला मानसिक शांती ही कुठेतरी भेटत नव्हती. तर मला वाटतंय, त्यावेळेस आपल्याला भरपूर असा वेळ होता. मग मी त्यावेळेचा कुठेतरी सदुपयोग केला. मग मी मनशांतीसाठी किंवा मग मानसिक शांतीसाठी मला काय करता येईल? ह्या गोष्टींवर कुठेतरी रिसर्च केला. मग मला वेगवेगळ्या योगासने दिसू लागली, वेगवेगळे मेडिटेशन किंवा मग म्हणतोत ना आपण बॉक्स-ब्रीदिंग जे त्याच्यामध्ये आपण श्वास घेणे, श्वास थांबवणे, श्वास सोडणे यासारख्या कुठेतरी एक्टिव्हिटी मी करायला लागलो. त्यानंतर वाचन असू. तर मला वाटतंय, याची मला सवय अ, अगदी तुम्ही म्हंटल्याप्रमाणे 7 वर्षापूर्वी लागली. कोरोना काळापासून आणि नक्कीच मला वाटतं, त्यामुळे मला खूप असा फरक मला जाणवला, मनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागले. सर्व काही सकारात्मक होऊ लागलं. तर निश्चितच मग तेव्हापासून ते आजपर्यंत मी ती गोष्ट करीत आलो आणि नक्कीच त्यामुळे मला कुठेतरी जी मनशांती आहे ना. ही अनुभवायला मिळाली.
साधारण 5 वर्ष झाली. नाही का? कोरोना काळापासून. नक्कीच. अगदीच उत्तम. तर योगा हे तुम्ही चालू केलं तुम्ही म्हटला, कोरोनाच्या काळात. त तर तेव्हा आपल्या देशात खरं लॉकडाउन होतं आणि नाही का? म्हणजे आपल्या लोकांना भेटताही यायचं नाही. तर कसे शिकला? म्हणजे तुम्हाला स्वतः यायचं योगा, की तुम्ही इंटरनेटवर पाहिलं? कोणाला म्हणजे फोनवर विचारलं? कारण भेटता तर आपल्याला यायचं नाही तेव्हा लोकांना. कसे शिकला तुम्ही योगा?
हं, हं. हां. हं. नक्कीच, नक्कीच. अ, पहा कसं आहे, की आमच्या घरामध्ये जी माझी बहीण आहे ना, ती योगा शिक्षक आहे. तर नक्कीच मला वाटतंय, की हां, हां. आणि नक्कीच अ, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, की ती कुठेतरी ऑनलाईन पद्धतीने अ, कोरोना काळामध्ये योगाचे क्लास घेत होती. परंतु म्हणतात ना, की आपल्याजवळ एखादी गोष्ट असली, तर ती आपल्याला खरं वाटत नाही अण मी मग झोपायचो. मी योगा करत न नसायचो. तर निश्चितच कुठेतरी म्हणतात ना, की जे अ, मेंटल डिस्टर्ब म्हणा किंवा मग कुठेतरी मनाची जी अ, शांतता आहे, ही कुठेतरी मला अनुभवायला मिळत नव्हती. सदा मनामध्ये विचार, नकारात्मक विचार, बेचैनी पुन्हा अ, पुढच्या भविष्याचे विचार हे कुठेतरी मला फार सतवायचं. मग मी भरपूर साऱ्या सायकिअ‍ॅट्रिकचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु मला वाटतंय, की अ, त्यांनीदेखील मला हाच सल्ला दिला, की तुम्ही मनशांतीसाठी योगा करा, मेडिटेशन करा, ध्यान करा. तर नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये फरक जाणवायला लागेल. तर अ, नक्कीच मग आमच्या घरामध्ये जी माझी बहीण आहे. ती कुठेतरी योगा शिक्षक आहे. मग मी तिला कुठेतरी जॉइन केलं. तिच्यासोबत योगा शिकायला लागलो. मग माझ्या बहिणीनं मला मेडिटेशन असू, योगासने असू, ध्यान असू ह्यासारख्या अशा अवघड-अवघड हं, गोष्टी शिकवल्या आणि नक्कीच त्यामध्ये माझी आवड निर्माण झाली. आणि मला वाटतंय त्या गोष्टीमुळे खरंच कुठेतरी मला जी मानसिक शांती ही अनुभवायला मिळू लागली. जे माझं शरीर असू, मन असू, आरोग्य असू तर चांगल्या प्रकारे जसं वाटू लागलं, की आपल्या मनावर कशाचेच ओझे नाही. एकदम असं अ, शांत. तर नक्कीच मला वाटतंय, की ह्या गोष्टीमुळे अ, कुठेतरी जी मला मनःशांती हे अनुभवायला मिळाली आणि ती पण माझ्या कुठेतरी बहिणीच्या सहयोगामुळे.
अरे वा! किंमत नसते आपल्याला. नक्कीच. <clicks tongue> नक्कीच. सर किती वेळ लागला ओ तुम्हाला? आता तुम्ही म्हणजे तुमच्या बहिण ज्या आहेत, त्या क्लास तेव्हा हे कोरोनाचा काळ, म्हणजे ऑनलाईनच असतील क्लास? Youtubeवर किंवा Google मीटवर असं कुठेतरी. तर किती वेळ लागला तुम्हाला योगा असं थोडंफार तरी शिकून स्वतः चालू करायला?
हो, हो. हं, हं. हां, हां. नक्कीच, नक्कीच. अ, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, की असा फार काही वेळ लागला नाही पहा. अ, मला वाटतंय की माझी जी सुरुवात झाली होती ना एकदम अशी स्ट्रेचिंग पासून किंवा मग अ, म्हणतात ना, की बॉडी रिलॅक्ससाठी असे छोटे-छोटे जे काही योगा आहेत, इथूनच झाली होती. मला वाटतंय अगोदर माझ्या बहिणीनं मला ट्रेनिंग केलं करीत अ, करून घेतली आणि मी माझ्या बहिणीला पाहायचो प्रत्येक दिवशी तर अ, मला काय असं अ, फार काही अवघड गेलं नाही. पण मला सांगायला आवडेल, की अ, <chuckles> नक्कीच एक अ, 10-15 दिवस लागले मला योगा शिकायला आणि त्यानंतर मग मी अगदी स्वतःहून अ, जसे म्हणीन तसे योगा करायला लागलो. जशी म्हणीन तशी पोजिशन घ्यायला लागलो. तर मला वाटतंय अगदी 10-15 दिवसामध्ये अ, एखाद्या माणसाला शिकायचं आहे, तर ते अगदी सहजरीत्या योगासने, मेडिटेशन अ, यासारख्या गोष्टी शिकू शकतो आणि नक्कीच अ, तो 15 दिवसानंतर त्या गोष्टी अ, स्वतः करायला लागतो, असं मला वाटतं.
अच्छा. अरे वाह! करूही शकतो. नक्कीच. तर आणि मला असं खरंच वाटतं, की तुम्ही खूप छान असं योगा शिकलात, त्याच्यामुळे तुमचं मनही शांत झालं. आणि कुठे-कुठे तुम्हा बरीच अग नाही का छोटी-छोटी दुखणी असतात आपल्या अंगात, ती पण योगामुळे जातात असं मी ऐकलंय. तर आता तुम्ही तर इतकं छान सांगितलं. तुम्ही इतका छान बदल आणला तुमच्या आयुष्यात, तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही बघता की काही लोकं असतात, त्यांना इतकं काम, दगदग असते म्हणजे कुठे ना कुठे इतके बैचैन असतात ते, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? काय करावं छोट्या-छोट्या काय गोष्टी चालू तरी कराव्यात?
हो, हो. हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा. हं. हां, हां. ठीक आहे. ठीक आहे. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला वाटतंय की आजकाल आपण आजूबाजूला पाहतो की 80% लोकांना मी म्हणेन की म्हणतात ना, की मानसिक आजार, हा रोग फार झडलेला आहे. कारण आज जाल आजकाल प्रत्येकजण झोपेच्या गोळ्या खात आहे. कोणी मन शांत करायच्या, कोणी विचार कमी करायच्या. तर मला वाटतंय की आजकालच्या धावपळीच्या जीवनात सोशल मीडियाच्या जीवनात आणि तंत्रज्ञानाच्या जीवनात जी मानसिक तणाव आहे. हा खूपच वाढलेला आहे. <chuckles> तर निश्चितच मला वाटतंय की अ, लोकांनी काय केलं पाहिजे की सोशल मीडियासारख्या गोष्टीला आपल्यापासून दूर केलं पाहिजे आणि नक्कीच योगा, ध्यान, मेडिटेशन ह्या गोष्टीला आपण जवळ गेलं पाहिजे. तरच मला वाटतंय कुठेतरी आपले जे मानसिक आरोग्य आहे ना, हे बराच काळ चांगलं राहू शकेल. तर मला वाटतंय नक्कीच मी अशा लोकाला संदेश देऊ इच्छितो, की त्यांनी छोटे-छोटे योगासनं केले पाहिजेत, मेडिटेशन केले पाहिजेत. त्याचबरोबर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. निसर्गामध्ये फिरायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणतात ना, की श्वासाचे जे छोटे-छोटे आसन आहेत, ते केले पाहिजे. मला वाटतंय आपण ते फक्त अ, आपल्यासाठी करू नये, तर आपल्या मानसिक शांतीसाठी तरी कुठेतरी करायला हवे. निश्चितच मला वाटतं जर आपण ह्या साऱ्या ॲक्टिव्हिटी करतो. तर निश्चितच जी आपल्याला मानसिक शांती आहे, ती कुठेतरी लवकर अनुभवायला मिळेल आणि जर ती आपल्याला अनुभवायला मिळाली, तर नक्कीच मला वाटतं जे आपलं जीवन असंन न, हे खरंच खूप सुंदर आपल्याला जगता येईल. तर निश्चितच मला वाटतंय की मी हाच संदेश देतो की त्यांना आपण सोशल मीडिया पासून दूर रहा. योगा, मेडिटेशन, ध्यान ह्या गोष्टींच्या जवळ जा. आणि त्यांचे आपल्या ज अ, दैनंदिन वेळापत्रकामध्ये म्हणताना समाविष्ट करा, की जेणेकरून तुम्हाला मानसिक शांती मिळाली पाहिजे. आणि तुमचे आयुष्य देखील चांगल्या प्रकारे गेले पाहिजे.
हो ना. नक्कीच. ती केली पाहिजेत. अगदी बरोबर. अगदीच बरोबर. खूप सुंदर होईल. अगदीच. अगदीच. तर आता हे बघा ना, आता तुम्ही जेव्हा बघता, तुमच्या आजूबाजूला काही लोकं असतात, ती खूपच त्रस्त असतात. तर कधी-कधी तुम्हाला असं वाटतं का हो? कारण, कारण काही वेगळी असू शकतं, कुठला गंभीर आजार असू शकतो माणसाला. तर अगदी म्हणजे सुरुवातीलाच त्यांना योगा किंवा ध्यान असं काहीतरी करण्याच्या ऐवजी, आधी तुम्ही असं त्यांना सल्ला द्याल, की तुम्ही एकदा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून बघा. कारण कधी असं होतं का ओ, की आपण करतो योगा, करतो ध्यान करतो पण कुठे ना कुठे आपल्या शरीरात एक आजार असतो, त्याच्यामुळे हा त्रास आपल्याला होत असतो. तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काय असं करावं? म्हणजे माणसांनी आधी डॉक्टरांकडे जावं का कसं करावं?
हं, हं. हं, हं. हं, <chuckles> नक्कीच, नक्कीच, पहा, अ, माझ्या मतानुसार तरी आणि माझ्या अनुभवानुसार तरी, अ, मी देखील जे केलं तेच तुम्हाला सांगेल. ज्यावेळेस मी म्हटलं होतं, की कुठेतरी मला मानसिक शांती पाहिजे होती. परंतु मी अनेक प्रयत्न करून देखील ती मला मिळत नव्हती. तर नक्कीच त्यावेळेस मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मानसउपचार तज्ञ असू किंवा सायकियाट्रिस्ट असू, आपण ह्यासारख्या डॉक्टरांकडे जायला हवं. त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्यायला हवा. मला वाटतं, त्यांच्या सल्ल्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे, अ, आज मी जो काय आहे, त्यांच्या संपूर्ण म्हणता येईल ना, मार्गदर्शनामुळे किंवा त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच आहे. कारण तेच मला म्हटले होते, “तू कुठेतरी योगासने कर.” कोणते योगासने करायचे ते देखील त्यांनी मला एका ह्याच्यावर लिहून दिलं होतं. त्यानंतर माझे जे दैनंदिन वेळापत्रक आहे, हे कशा प्रकारे बदल करू. तर मला वाटतंय, नक्कीच यासाठी आपल्याला डॉक्टरांची गरज असणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला योग शिक्षक अशांची मदत असणं फार महत्त्वाचं आहे. तर निश्चितच आपण सर्वप्रथम पाऊल, अ, डॉक्टरांकडून टाकलं पाहिजे. ते ज्या प्रकारे आपल्याला सल्ला देतील, गाईड करतील, त्याप्रकारे आपण वागलं पाहिजे. तरच मला वाटतं की निश्चितच कुठेतरी आपला जी मनशांती आहे, हे अनुभवायला मिळेल आणि नक्कीच आपण ती मनशांती घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर नक्कीच मला वाटतं, की सर्वात अगोदर आपण डॉक्टरकडे जाऊन, अ, आपले जे काही समस्या आहेत, त्यांना सांगून, त्यावर कसं आपल्याला अ, म्हणता येईल नाही, एक उपाय काढता येईल किंवा अ, त्याच्यावर कसं आपल्याला, अ, म्हणजे पुढे चालून ते आपल्याला होऊ नये, यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तर नक्कीच मला वाटतं आपण डॉक्टरचा सल्ला घ्यावा. हं.
उपचारामुळे. हां. नक्कीच. भागलं पाहिजे. तपास केला पाहिजे. बरोबर. त्याची काळजी नाही का, डॉक्टर सल्ला देतात, हो. तर अ, आजकालच्या जगात अ, आपण बघितलं की नाही का खूप दगदग असते, खूप मन अशांत असतं. अशा वेळेला आपलं मन शांत करण्यासाठी आपल्याला घरीच काही अ, गोष्टी करता येतात. तुम्ही सुचवलं की तुम्ही योगा करतात, ज्याच्यामुळे तुम्हाला नाही का, खूप मनःशांती मिळाली. तुम्ही लोकांनासुद्धा सल्ला देता योगा करण्यासाठी आणि त्यांनी अ, त्यांचं आयुष्यही बदलू शकतं. खूप छान बोललात तुम्ही आज. खूप छान उदाहरणं दिलीत तुमच्या आयुष्यातली. त्यासाठी तुमचे खूप-खूप धन्यवाद.
हं. नक्कीच. मला देखील तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. चालेल भेटूया पुन्हा एकदा. तुमचे पण खूप-खूप आभार.
नक्कीच.